अ, हो, दिवाळीला वगैरे असं छान लक्ष्मीपूजन वगैरे करतो आम्ही. ते मग देवाऱ्याच्या बाजूलाच करतो. मग त्याच्यामध्ये लक्ष्मीचा मुक्कुड बसवायचा, अ, साडी निसवायची, घागरीवर बसवायचं. बाजूला अ, हां, मग हे करू शकतो. श्रीकृष्णाची मूर्ती म्हणा, विष्णूच्या रूपे ती ठेवू शकतो. गणपती म्हणून अ, अ, पान, सुपारी आणि अ, तांदूळ ठेऊ शकतो. म्हणजे ते गणपतीचंच रूप होतं. आणि पाठीमागे कुबेराची कुबेराचा फोटो किंवा कुबेराची जर मूर्ती असेल, तर अ, नाहीतर मग बाकी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फ्रेम तिथे ठेऊ शकतो. पुढे मग अ, अ, हे ठेऊ शकता तुम्ही फळं वगैरे काही लागतात ते किंवा धन जे असतं, ते तामणात तुम्ही नोटा म्हणा नाणी ठेवू शकता किंवा झाडू पण पुजू शकता. धने घालू शकता त्याच्यामध्ये. असं करून मग थोडक्यात धनाची आणि लक्ष्मीची पूजा करायची. असं करतो आम्ही.
बरोबर. वाह! बरोबर आहे. हं. बोल ना. हो, हो. वाह! वाह! वाह! वाह! मग तुम्ही पूजा करताना मोबाईल, टीव्ही वगैरे ऑफ ठेवता का?
हो, ऑफकोर्स कधी कोण नसतं चालू करत मोबाईल. हा काय विचारण्याचा प्रश्न आहे.
<chuckles> नाही, म्हणजे असं टीव्हीवरतीच गाणे लावलेत देवाचे असं नाही ना?
नाही, नाही, नाही .आम्ही रेडिओ किंवा अ, कॅसेटवर वगैरे असं लावतो, तर अ, अशी लावूच नये, म्हणजे मोबाईल बघूच नये, आणूच नये म्हणजे असं माझं म्ह हो, हो. हं.
हां. वाह! अगदी. अगदी बरोबर आहे. मॅम खरंच तुम्ही खूप अशी छान माहिती दिली आहे. थँक यू. थँक यू सो मच. छान वाटलं बोलून.
हो. मला पण छान वाटलं. धन्यवाद.